त्यांच्या गळ्यात माळाही काळ्या आहेत, त्यांचा फेटा ही काळा आहे त्याला सिल्वर कलरची किंवा काही वेळेला गोल्डन कलरची बॉर्डर आहे फक्त आणि ओव्हरऑल वा च जी छबी उभारली ती एक लंगडत चालणाऱ्या माणसाची, की कोणालाही त्याची कीव येईल. दया येईल, की अरेरे! बिचारा अपंग आहे.
बरोबर. बॉर्डर आहे बरोबर. हां, हां, हां. कीव येईल. बरोबर.
पण त्याचे त्यांचे जे अ, बोलण्याचा म्हणजे आवाजाचा जो चढ-उतार आहे किंवा हातवारे आहेत. फेशियल एक्सप्रेशन्स आहेत.
हां, हां. हं. हं, हं, हं, हं. हां. बरोबर, बरोबर.
हे त्या पात्राला असं जिवंत करतात. असं वाटतच नाही, की तिथे गुफी पेंटल आहे. अ, तो शकुनीच वाटतो.
अगदी बर येस, येस, येस. वाटतो करेक्ट आहे. अगदी करेक्ट आहे.
आणि मग शकुनी मामा असं जेव्हा बघायला जातो ना, तेव्हा मग असं वाटतं, की अरे! अशा बहिणीला म्हणजे असा भाऊ खरं तर सगळ्यांना मिळायला हवा ज्याने आपण म्हणतो ना, की सर्व सर्वस्व उधळून अ, सुद्धा स्वतःच्या बहिणीचा किंवा स्वतःच्या वडिलांचा जो रिवेंज आहे तो घेतला गेला.
हं, हं. हं, हं, हं. मिळायला हवं करेक्ट. पण उधळून. रिव्हेंज आहे. घेतला गेला. करेक्ट, करेक्ट.
भलेही तो वाईट मार्गाने होता किंवा चुकीच्या मार्गाने होता, पण हा प्रत्येकाचा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे.
वाईट. हो, हो. अ, अगदी बरोबर, अगदी बरोबर. आता थोडंसं मी अ, दुसऱ्या अ, अ, चित्रपटाबद्दल बोलेल. क म्हणजे चित्रपटाच्या कथेबद्दल बोलेल. शोले, शोलेचे पात्र जे आहेत, तुम्ही बघा एक अ, अगदी छोटे-छोटे पात्र आहेत. म्हणजे अ, धर्मेंद्र तो वरती अ, वीरू चढतो आणि आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो. तर त्यातले दे दे दोन पात्र असतात. अरे हे अंग्रेज लोग जाते कहा है? हे म्हणणारे सुद्धा आपल्या ते लक्षात राहतात. मग मौसीजी असेल अगदी हे काय त तर अ, बसंतीची धन्नो ही घोडी सुद्धा आपल्या लक्षात राहते, नाही का चित्रपट बघताना.
हो, हो. नक्की. बरोबर. हो, हो. हो. अगदी. हो, हो. कहा है! बरोबर. अ, हो. हो. येस, येस. ते म्हणा किंवा मी म्हणेन, की त्या चित्रपटामध्ये न दिसलेली व्यक्ती सुद्धा आपल्याला लक्षात राहते. हे माउथ ऑर्गनला जे क्लार्नेट वाजवण्यात आलंय. ते एवढं जिवंत झालंय, की असं वाटतं, खरोखर वाटतं, की अमिताभ बच्चन ते माउथॉर्गन असे वाजवतायेत आणि तो असा सॅड सूर जो बाहेर निघतोय. तो त्या माउथॉर्गनचाच असेल माझ्या माहितीनुसार कित्येक जणांनी नंतर माउथॉर्गनवर तो प्रयोग केलाय, पण ते सूर निघत नाहीत. कारण की त्याचे सूर नाहीयेत.
हां. हां, हां, हां, हां, हां. करेक्ट, करेक्ट. वाजवत आहेत. हं, येस, येस, येस. हां, हां. प्रयोग केलाय. हो, हो, हो. ते नाही निघत ते. हां, हां. बरोबर, बरोबर.
तर ते आर्टिस्ट सुद्धा तिथे आज आजच्या जगात सुद्धा म्हणजे आपण म्हणत म्हणताना मात्र हेच म्हटलं जातं, की "अरे शोलेचा तो माउथॉर्गन आहे ना, ते ते म्युझिक पाहिजे." म्हणजे निवडताना असंच निवडलं जातं, पण ते खरं क्लार्नेट आहे तिथे यूज झालेलं. आणिक असे बरेचसे अ, याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते जसं आता अगदी हल्ली-हल्लीचा मी म्हणेन, की चित्रपट तुम्ही पाहिलात तर अ
हां, हां. हां. पाहिजे हां, हां. निवडलं तिथं. येस, येस. हं, हं, हं.

पण एखादं पात्र समजा अ, जिवंत वाटायला हवं. अ, म्हणजे अ, आता जसं तुम्ही शकुणीचं उदाहरण सांगितलं, त्यामध्ये अ, आपण अ, मधल्याच कुठल्यातरी एपिसोडमधून बघितलं तर त्याच्यावरती चीड येते. अ, तर
हं. हां. बरोबर, हां. प्रचंड चीड आणि त्याच्यासाठी ना, त्यात जे मी म्हणेन, की ज्या प्रकारे ते कॅरेक्टर अ, स्केच केलं गेलंय आणि जे जेव्हा ते कॅरेक्टर अ, परफॉर्म केलं जातं एखाद्या आर्टिस्टतर्फे, तेव्हा त्याचं जे वागणं आहे, ते त्याच्याशी समरोप झालं तरच ती चीड येते. कारण माझ्या आठवणीतलं सगळ्यात पहिलं बी.आर. चोप्राचं जे महाभारत आहे ना ते आहे. आणि येस, येस, येस आणि पण दुर्दैवाने त्यानंतरचे मी काही बरेच एपिसोड असे पाहायचे प्रयत्न केले जे नव्याने रिक्रिएट झालेत ते. पण दुर्दैवाने मला तिथे कुठेही तेवढं अपील झालं नाही. जेवढा गुफी पेंटलचा जो शकुणी आहे, तो एक डोळा बंद आहे आणि ते काळे कपडे आणि हातामध्ये सदैव फासे एका अ, चेहऱ्याच्या एका बाजूला घ्यायचे आणि मग डायलॉग बोलायचे. हे जे काही संपूर्ण अ, म्हणतात ना, एक प्रकारचं असं की एक अ, आपण म्हणू, एक प्रभाव एक इन्फ्लुअन्स त्या पात्राचा त्याने तिथे पूर्ण पसरवतो आणि मग डायलॉग येतात त्याच्यापाठी.
हां, हां. हां. बरोबर. बरोबर. महाभारत. हां, गुफी पेंटलनी केलेलं होतं त्याला. हं, हं, हं, करेक्ट. हां. हां. हां, हां. हां, हां, हां. अं, नाही, नाही, नाही. एवढं बरोबर, बरोबर, बरोबर. हां, हां, हां. डावीकडं सदैव ते फासे, बरोबर. हां, आणि बरोबर, बरोबर, बरोबर. हां. हं. हां. करेक्ट, करेक्ट. तर आता समजा हां, हां. भांजे ओ हो, हो, हो. भांजे. तर तेव्हा लगेच कळतं की येस, आता काहीतरी एक षड्यंत्र रचलं जाणार आहे, असं ते फक्त भांजेमधून एक अ, यायचं. अगदी बरोबर, अगदी बरोबर. तर मला आणखीन एक विचारायला आवडेल, की तुम्ही एखादं पात्र लिहता आहात तर अ, ते म्हणजे अ, त्याचे कुठले ठळक टप्पे असतात असे, म्हणजे अ, जसं आता तुम्ही भांजे किंवा लकब अ, ती त्याची एक स्टाईल होती, आवाज होता एक ती म्हणा किंवा एक तो एंट्री जशी घेतो तर नकळत एक भीती निर्माण होते. अ, असे कुठले अ, विरोधाभास म्हणूयात आपण त्यांना. ते ते तुम्ही कसे शोधतात त्या पात्रामध्ये?
भांजे, हा जो काही प्रकार होता, भांजे बोलायची लकबही सुंदर होती. अ‍ॅक्झॅक्टली. हो, हो. बरोबर. बरोबर. हं, हं, हं. बरोबर.